जेव्हा झालं ना हे असं नवीन-नवीन तेव्हा मी तर खचलेच होते कारण हे माझ्यासाठी खूप मोठं अपयश होतं कारण माझे बाबा बोलूनसुद्धा मी काही डिप्लोमा आणि कोर्स केला नाही. आणि माझ्या मर्जीने हा कापडाचा व्यवसाय मी स्वतः टाकला होता नाही का? तर आता काय करू, माझे बाबा, माझे घरचे, माझी आई काय बोलतील का हां, असं वाटत होतं. आणि घरचे मला खरंच बोलले पण. माझे बाबा, "बघ मी तुला सांगितलं होतं ना, हे क्षेत्र तुझ्यासाठी नाहीये. त्याच्यामध्ये इतकं लवकर अ, परिणाम पण निघत नाही. याला खूप एकदम अ, सांभाळावं लागतं आणि 1-2 वर्ष तरी याला हँडल करावं लागतं. तेव्हा हळू-हळू, हळू-हळू ती पायरी वरती चढली जाते आणि तुझ्याकडून हे नाही होणार," असं सांगितलं होतं ना मी. म्हटलं, "नाही बाबा मी करू शकते. मला थोडा वेळ द्या" नाही का. आई पण बाबांना समजवलं ते माझ्या मम्मीने की, "नाही होईल तिच्याकडून थोडं-थोडं फक्त तिला वेळ द्या. होईल थोडं, धीर धरा." मग बाबा बोलेले, "ठीक आहे," हळू-हळू असं सांगितलं. आणि जे माझे मित्रमंडळी होते ना आणि मी एकटी नव्हते बरं का ह्याच्यामध्ये. एक माझी मैत्रीण पण होती. हो. आम आम्ही दोघींनी मिळून तो व्यवसाय टाकला होता तो. पण अ, असतं ना, ती पण खचून गेली होती. मग नंतर तिने पण अ, मागं पाय घेऊन टाकला का, "नाही होत आहे, आता जाऊ दे. अ, माझे घरचे पण ओरडू राहिले मला, होत नाही तुमच्याकडून मग कशाला करता आहे." आणि त्यावेळेस असायचं ना मुलींकडे खूप जास्त लक्ष असायचं लोकांचं. मुली काय करत आहे काय नाही असं व्हायचं. घरच्यांचं कमी राहायचं पण शेजारपाजारांचं जास्त राहायचं. इतकी चांगली शिकत होती
हो. हो का? हां. अरे वाह! हां, हां, हां. हम्म. बरोबर. अगदी बरोबर. अ, हां. हो. हं. हं. हो ना. हं. हो का? ते तर खूपच छान. हो. हां. अगदी बरोबर. हो. हं. हां, काय करते आहे तुमची मुलगी? असा काय कुठला व्यवहार अ, म अ, व्यवहार असा करत आहे? कुठला असा व्यवसाय करत आहे? तर मग ह्यात मला बघा तुम्ही सांगा मला, की तुम्ही मला हे सांगितलं की कसं घरच्यांचा ह्यात सहभाग राहिला, पण असा कुठला नंतर विचार आला का तुमच्या मनात किंवा असा छोटा निर्णय तुम्ही घेतला का त्या म्हणजे अपयशानंतर, की जेणेकरून तुम्हाला ना पुढे भविष्यामध्ये तुम्हाला, जसं म्हणतात ना पुढे प्रगती करायला तुम्हाला तो सकारात्मक तो विचार ठरला. असे कोणते विचार तुम्ही केले, की असं अपयशानंतर पण, "चला काय हरकत नाही, पुढे माझं जीवन आहे?"
हो ना. हं, हं. खरंच.